मग घर अधिक खुलं दिसण्यासाठी कोणते रंग आणि सजावटीचे घटक उपयोगी ठरतात?
अ, हो. अ, अ, घरामध्ये कलर खूप महत्त्वाचा आहे, जसं की बेडरूममध्ये पण आपण अ, झोपतो, तर तिथे पण अ, आपण खूप साऱ्या अशा नुसतं नाही का पसारा वगैरे नाही ठेवायला पाहिजे. असे आपले जे लागतात अ, त्या वस्तू तेवढ्याच ठेवायला पाहिजे नाही का, म्हणजे फर्निचर म्हणा अ, नाहीतर कोण लोकांना सवय असती, अ, की अ, फर्निचर तिथे, खुर्च्या तिकडे, अ, जे स्टोरेजचं सामान तिकडे, त्यामुळे काय होतं ते प्रशस्त नाही दिसत. अ, बेडरूममध्ये पण आपल्याला असं हलका-फुलका रंग जे आपल्या झोपला अ, नियंत्रित करू शकतो, तिथे आपण लाईट अ, स्काय ब्लू व्हाईट शेडमध्ये असतं.
हो. हां. हो, हो. हां. हां. नक्कीच. हां, हां. आणि मग अ, असं काही मुलांसाठी रेडियम वगैरे असं काही ट्राय केलंय का तिथे बेडरूममध्ये किंवा असे काही फ्रॅग्रन्स वगैरे पण वापरतात तिथे बेडरूममध्ये?
अ, नाही, नाही तसं तर अ, नाही लहान मुलं नाही आहेत, त्यामुळे नाही केलं तसं अजून काही. अ, पण असे अ, मला आहे ना अ, व्हाईट कलर खूप आवडतो म्हणजे काय माहिती व्हाईट कलरपासून मला एकदम छान दिसतं, तर मी तिथे आहे ना, अ, माझ्या रूममध्ये तर मी सगळे व्हाईट कलरचे फर्निचर केले आहेत, अ, जेणेकरून अ, रूममध्ये आला की एकदम मस्त वाटतं आणि त्याला अशी एकदम लाईट अ, गोल्डन म्हणतो ना आपण अ, तसं त्याला मी अ, फर्निचरमध्ये कॉम्बिनेशन केलं होतं अ, डिझाइनचं, तर तसे मी असे कर्टन्स लावले आहेत, अ, जेणेकरून रूम अशी छान दिसेल आणि वरती जी पी-ओ-पी आहे, ती एकदम डिसेंट केली आहे. अशी खूप बकबक म्हणतात ना, डार्क कलरचे असते अंगावर आल्यासारखं वाटतं खूप असं, फक्त मिनिमम असा एक अ, ओवल अ, शेप आहे वरती आणि साईडला त्यामध्ये एक अ, येलो कलरची अ, नाईट लाईटसाठी ती टाकली आहे मी त्यामध्ये आणि अ, 4 एल-ई-डी बल्ब असतात, अ, जे राउंड सर्कलमध्ये ते तिथे लव लावले आहेत आणि ते असे मल्टीकलरमध्ये लावलेत. अ, म्हणजे त्यामध्ये येलो, अ, वॉर्म येलो आणि 1 अ, ऑफ व्हाईट असे 3 शेड आहेत, जेणेकरून मला ते चेंजसुद्धा करता येईल. आता तसं मी कलर अ, लाईट वापरले आहे तिकडे.
हां. वाह! हो. छान दिसतो ब्राइटनेस असतो थोडंच छान वाटतं. हं. अच्छा. हां. हं. अरे वाह! हं. सारखं हां. मग ते अंगावर आल्यासारखं होतं. हो. अच्छा. अरे वाह मस्तच! अच्छा. हां. अच्छा, अच्छा. अरे वाह! अच्छा. आणि मग अ, बहुउपयोगी फर्निचर वापरण्याचे काही फायदे आहेत, म्हणजे त्या फर्निचरमध्ये वॉर्डरोब वगैरे असतात, तर त्याच्यामध्ये काही डिफरंट डिझाइन केलेत किंवा कपड्यांसाठी किंवा आतमध्ये असे लाईट्स वगैरे पाडतात बघा, तसं काही केलंय का त्याच्यामध्ये?
हो.

अ, हो अ, मी माळावरती असे शेल्फ केले आहेत, अ, ल लाॅफ्टचे तर तिकडे मी सगळे जे वेस्टेज सामान आहे ते तिकडे टाकले आहेत, आणि अ, जे कपाट केले आहेत. ते असे मोठे केले आहेत अ, आणि फुल्ड अ, असे म्हणजे अ, उघड उघड उघडायचे जे असतात ना, दरवाजे उघडायचे, तसं नाही केलेत. त्याने काय होतं? अ, जागा पण खूप जाते, आणि त्यात, अ, आणि त्यामुळे हो, स्लाइडिंगचे डोअर केलेत, आणि त्यामध्ये शेल्फ्स टाकलेत, आणि अ, ते ओपन वगैरे केले की त्यामध्ये लाईट वगैरे लागते, आणि माझ्या ड्रेसिंग टेबलला पण मी जो मिरर बसवला आहे. त्यामध्ये पण अशी लाईट आहे, म्हणजे ते स्क्रीन टचची जी लाईट असते ना अ, स्क्रीनवर क्लिक केलं, की ती तशी लाईट आहे, आणि तिथे एकदम डिसेंट असा 2 ड्रॉवरचा फक्त अ हे बनवलंय, आणि जो काच जिथे लावलीये ना मी. अ, माझ्या ड्रेसिंग टेबलला त्याच्या मागे, मी असे शेल्फ केलेत. जिथे माझं सगळं मेकअपचं सामान अ, जे आपण रोजच्या डेली यूजचे जे प्रॉडक्ट वगैरे, असतात. अ, बेडरूममध्ये लागतात आपल्याला काही पेन किलर्स म्हणा, ते सगळे त्यामध्ये ठेवलं आहे. जेणेकरून ते उघडी असं समोर दिसून पण येणार नाही. ते मागे पण झाकलं जाईल, आणि माझा आरसा एकदम असा मोठा आहे. जेणेकरून मला ते आवरताना पण, साडी वगैरे घालतात तर ते छान दिसतं आपण, असं पूर्ण बघायला. हो, तर तसं.
हां. हां हां. स्लाइडिंगचं केलंय थोडक्यात. हां. हां. हां. हो, हो. ओके, ओके. हां. हां. हो, हो. हां. हां. अरे वाह! <chuckles> हो, हो. लूक काही वेगळाच असतो, आणि आता मॉडर्न इंटिरियरमुळे खूप असे लूक्स छान देता येतात, आणि असं पाॅश बनवता येतं बेडरूम म्हणा, किचन, हां.
पाॅश बनवता येतं नक्कीच, आणि तिथेच अ, एका साइडला मी नाही का, हे पण केलं आहे. असं थोडासा डेस्क अ, मला लॅपटॉप वगैरे ठेवायला फोल्डेबल केला आहे. बेडरूममध्ये अ, तर, आणि तिथे असं छोटंसं मी असं प पफीज म्हणतो ना आपण, असं स्टूल टाईप अ, असं बनवून घेतलंय, की ते मला कुठेही मूव्हेबल करता येईल, कुठेही बसता येईल. तर मी माझं काम जे असतं ते मी त्याच्यावर बसून करते. तर मला छान वाटतं, आणि असे मस्त खिडकीमध्ये मी असे जे इंडोअर प्लांट्स असतात अ, ते सुद्धा ठेवले आहेत. त्याला थोडसं ग्रीनरी जरी आपल्या बेडरूममध्ये असेल ना, तर खूप थंड हवा पण येते. हो,
अरे वाह! बेडरूम मध्ये का? हां, हां, हां, हां. हां, हां. अरे वाह! वाह! हां, ते. हां, ते. मजा येते. हो, बरोबर. मग डेस्कवर असे काही ग्रीनरी वगैरे ट्राय केली आहे का? म्हणजे असे, हां.
अ, हो, मी माझ्या डेस्कवर मनी प्लांटचं अ, जे झाड आहे ते लावलं आहे, आणि अ, ते आपण हे म्हणतो मनी मनी मनी ट्री माहीत असेल तुम्हाला. हां, तेसुद्धा मी ते त्याच्यावर ठेवलं आहे, की जेणेकरून मला ते छान वाटतं. फील अ, होतं, की अरे! आपल्या आजूबाजूला झाडं आहेत, मस्त आहे एक एनर्जी ऊर्जा. हो, निसर्गात.
हां. हो, हो, माहिती आहे. हां. अरे वाह! हां. हो, हो, हो. झाडात बसलो निवांत, निसर्गात. वाह! मस्तच, छानच! सेटअप केलाय तुम्ही, मला नक्कीच बघायला आवडेल तर मग अवांतर वस्तू कमी ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धती वापरता नेमक्या?
हो. अ, त्यासाठी आहे ना अ, मी जे आहेत, माझा जो बेड आहे, त्यामध्ये मी थोडंसं स्टोरेज केलं आहे. तिथे ज्या वस्तू आहेत ते मी तिथे ठेवते, आणि जे लूप्स बनवले आहेत लॉफ्टवरती मी अ-अ म माळा वगैरे करून आणि त्याला असे शेल्फ्स लावले आहेत. तर तिकडे ते सामान ठेवते, आणि जे घरात जे नाही लागतात वस्तू जे आपण वापरत नाही, खराब झाले आहेत. ते सगळे मी ते भंगारमध्ये किंवा जे कपडे वगैरे आहेत ते ते काढून टाकलेत, कारण की परत ते कपडे साठतात आणि आपण बोचकी वगैरे बांधून ठेवतो, मग ते अजून पसारा होतो. त्यामुळे ते मी सगळे ते वेळच्या वेळी, ते जे अ, खराब आहेत वस्तू ते टाकून देते, आणि काहीतरी त्याचा उपयोग तरी करते. परत रियूज करता येईल, अशा अ, त्याचा हे करते.
हं. अच्छा, अच्छा. हां. अरे वाह! हां. हां. अरे वाह! हो ना. नक्कीच. हो ना, नक्कीच.